हो ना, झालं होतं. <chuckles> एकदा आमच्या एका नातेवाईकांचं लग्न होतं, तर अ, तेव्हा आई म्हणाली, की "तू अ, अ, छानपैकी असे आप आम्ही सगळे खूप भारी अशा साड्या घालून जाणार आहे, तर अ, तूही तसंच नेस" आणि मला जास्त अशा जरीच्या किंवा भारी साड्या घालायला इतकं काही आवडत नाही अ, कारण ते खूप अनकम्फर्टेबल वाटतं मला. पण त्या दिवशी प्रसंगच असा होता लग्नाचा, तर मी म्हटलं ठीक आहे, अ, जास्त वेळ कुठे राहायचंय आपल्याला, तर आपण होऊ मस्त असं तयार. तर <chuckles> भारीशी अशी साडी वगैरे घातली आणि त्यावरती मग माझ्या बहिणी होत्या, ते सांगी ते म्हणाल्या की "चल आपण आज ना हील्स घालूया साडीसोबत." तर म्हटलं, "अगं काय हे आता." तर ते म्हणाले, "आज काही आपल्याला ट्रेनने जायचं नाहीये, तर हील्स घाल तू गपचूप." तर म्हटलं, "ठीक आहे बाबा, घालते तुमच्यासाठी." तर एकतर भारी साडीही घातली होती जरीची आणि ती खूप त्याचं ओझंही वाटत होतं आणि त्यावरती हील्स घातले आणि अजून त्यावर चार चांद लावण्यासाठी खूप मो असा मोठी हेअरस्टाईल भारी अशी केली होती, दागदागिने घातले होते आणि लग्नाचा प्रसंग, तेही घरचं लग्न, तर सगळे भरपूर असे नटून-थटून आम्ही गेलो होतो. पण तिथे पोचल्यानंतर मग अ, 1-2 तासांनीच असं वाटायला लागलं मला की हे हे क मी काय केलंय आणि इतकी अ, गर्मी होत होती तिथे कारण अ, बाहेरच होतं ना मंडप आणि मंडपात काही एसी तर नसतं. तर अ, गर्मी वाढायला लागली जसजशी दुपार होत गेली आणि तसतसं <chuckles>
अच्छा. अच्छा. हं. बरं. हां. अरे वाह! <chuckles> हं. अरे वा हं. बापरे! <chuckles> हां. बापरे! बरोबर. न बापरे! म्हणजे पूर्ण तुमची वाटच लागली असेल. गर्मीमध्ये तुम्ही साडी प्लस हेअरस्टाईल <chuckles> आणि सगळं एकंदरीत चित्र माझ्या डोळ्यासमोर
हां. हो ना आणि इतका हेवी मेकअप, इतकी हेवी साडी आणि वरती हील्स. तर अ, हे सगळं ना असं मला वाटलं की दिसायला खूपच छान होतं, स्टायलिश होतो आणि खूप सुंदर दिसत होते मी, पण अ, ते एव इतकं अनकम्फर्टेबल होतं ना की माझे पाय भरपूर दुखत होते आणि मला असं झालं की कधी हे सगळं मी काढून मस्त घरचे मी माझं नाईट सूट घालून आरामात अशी झोपून जाईन असं मला वाटत होतं.
बापरे! बापरे! बापरे! हो ना, म्हणजे आपल्याला असं वाटतं की घ कधी एकदाचं हा डिस्कम्फर्ट काढते आणि मी कम्फर्टेबल माझे कपडे घालते. असं मला पण होतं <scoffs> की जास्त वेळ असं सहन नाही करू शकत असं आपण. नक्कीच.
हो ना. हो. तसंच झालं माझ्यासोबत. आणि मग त्या दिवशी मी ठरवलं की असं काही मी पुन्हा होऊ देणार नाही. जरी नटून-थटून भारी साडी जर घालायची असती, तर त्या भारी साडीसोबत आपण हेअरस्टाईल एकदम हलकी-फुलकी ठेवायची. मेकअप लाईट ठेऊ शकतो, आपले दागदागिने आपण मिनिमल लूक ठेऊ शकतो. आणि अ, अशा भारी सोया साडीसोबत हील्स कधीच नाही घालायचे.
हां. हो, हो, बरोबर. नक्कीच. <chuckles> बरोबर.